नक्कीच, तुमच्या कॉलेजमधल्या कुठल्या आठवणी आहात का ओ? कारण कॉलेजमध्ये कसं ना एक वेळही खूप असतो आणि बऱ्याच वेळा तो वेळ असा चहाच्या टपरीवर, वडापावच्या गाडीवर अशाच ठिकाणी निघतो. तुमची अशी छोटीशी आठवण आहे का तेव्हा तुम्ही मित्र, नाही का, एक रोज संध्याकाळी 5:00 वाजता इथे भेटायचंच असा काही तुमचा नियम होता का?
हो, हो, हो, हो. आ, आ, नक्की, नक्की आता पहा, तुम्ही खरंच मला कुठेतरी माझ्या कॉलेज जीवनामध्ये घेऊन गेलात. नक्कीच. अ, मला वाटतंय की खरंच माझ्या शैक्षणिक किंवा कॉलेज जीवनातली एक अशी गोष्ट आहे, आठवण आहे, की जे माझे मित्र होते ना, आम्ही काय करायचो की खास करून हिवाळा. हिवाळ्यामध्ये ती गुलाबी थंडी, असं थंड वाटायचं. मग असं काही ना काहीतरी गरम प्यावं वाटायचं. मग आम्ही काय करायचो की आम्ही हॉस्टेलला राहत असायचो आणि अगदी हॉस्टेलला थोडं समजा दूर एक चहाची टपरी होती. तर मला वाटतंय आम्ही तिथे काय करायचो सायंकाळ झाली, की सर्व मित्र 10-12 जण त्या टपरीवर जायचोत आणि ते तर कसं असायचं की अशी शेकोटी-बिकोटी सर्व काही केलेलं असायचं. मग आम्ही सर्व असं सर्कल करून, च खुर्च्या टाकून, तिथं बसायचो. आणि मला वाटतंय जे काका होते, जे आम्हाला चहा बनवून द्यायचे अगदी त्यानं आम्हाला 2 ते 3 वर्ष, अगदी चहा बनवून दिला आणि आम्ही त्यांचा चहा हातचा चहा अगदी जास्तीत जास्त प्यायला. तर अगदी मला वाटतं की ते त्यांची जी चहा करण्याची पद्धत होती ना, ती फारच वेगळी होती. मला वाटतंय की ते काय करायचे की चहा बनवताना त्यामध्ये जे मसाले होते ना, तर ते असे गुप्त ठेवायचे त्यांनी कधीच आम्हाला सांगितलं नाही, की ते कशाप्रकारे त्या चहामध्ये मसाले टाकतात. तसे नाही. आम्ही खूप प्रयत्न करायचो, की हे काय टाकते, काय नाही. परंतु मला ते म्हणायचे, की "हे सिक्रेट आहे." आणि नक्की त्यांचा चहा खरंच एक अप्रतिम लागायचा. त्या चहा मधला जो वास होता, जी त्याच्यामध्ये जे म मध्यम असा कडकपणा होता. खरंच ते पिल्यानंतर का नाही आम्हाला असं खूप ताजेतवा आणि कुठेतरी एनर्जी आल्यासारखं वाटायचं. तर मग आम्ही सर्व मित्र एकत्र बसायचो. मग एकत्र बसून गप्पा-गोष्टी चालायच्या, मग चहा प्यायचो, तर मला वाटतं खरंच अ, ती आठवण मला आज देखील कुठेतरी लक्षात आहे. आणि आज देखील आम्ही कुठे मित्र भेटलो, आता फार काही 10-15 जण तर भेटत नाहीत, परंतु अगदी अ, 10-5 जण जरी भेटलो, तरी आम्ही तिथे जातो, त्या काकाच्या हातचा चहा पितो आणि मगच कुठेतरी आम्ही परत अ, आमच्या घरी येतो. तर मला वाटतंय खरंच ही आमची आठवण आहे. आणि त्या चहानं आम्हाला कुठेतरी जोडलं, त्या काकाशी आमचं एक वेगळंच नातं तयार झालं, तर ते मला वाटतं त्या चहामुळं.
हं. हो ना. हो. हो, हो. हं. वेगळी होती. <laughs> नाही. नक्कीच. हो ना. नक्कीच. गप्पा मारायचं. नक्कीच. आणि नक्कीच. आता हे बघा ना, तुम्ही घरी स्वतःचा चहा करता. आता काय वाटतं की ज्यांना तुम्हाला नाही का काही लोक म्हणतात, की त्यांना चहा सुद्धा बनवता येत नाही. तर त्यांना तुम्ही काय सांगाल की नाही का काय चुका टाळाव्या, साधा चहा घरी कसा बनवावा? असं काय सांगाल तुम्ही अशा लोकांना, ज्यांना चहा बनवणं चालू करायचंय?
<chuckles>